नाही का? आणि चुका होत राहतात. आयुष्य आहे, प्रत्येक गोष्ट काही कायम राहणार नाहीये, म्हणून पुढे चालत राहणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि पुढे-पुढे ज जर नाही गेलो, तर एका जागी थांबलो आणि थांबला तो संपला! असं नाही का?
बरोबर. हो ना. हां, असंच आहे आणि मला वाटतं अ, असं पण म्हणतो ना आपण की माणूस हा चुकीचा पुतळा आहे नाही का? म्हणजे कुठे ना कुठे आपण अ, चूक करतच राहतो. तर यामध्ये अ, कशा प्रकारे अ, आपण म्हणतो ना एक इन्स्टंट रिलीफ किंवा लगेचच्या लगेच ताबडतोब एखादा असा ट्रिक आहे का तुमच्याकडे की थोडं बरं वाटायला पाहिजे? हां, भलेही त्यामधून आपण पूर्ण बाहेर नाही येऊ, पण ते विचार कुठेतरी थांबवायला पाहिजे. तर काही असं करू शकतो का, लगेचच्या लगेच ताबडतोब आपल्याला थोडं अ, बरं वाटेल अशा मानसिकतेतून?
हो. हो. अगदीच, अगदीच. हो ना. अ, अ, य याच्यासाठी मी असं म्हणेन की तुम्ही अ, जेव्हा-केव्हा असं तुम्हाला नकारात्मक वाटत असेल किंवा स्वतः बरोबर कट कठोर वागताय याची थोडीशी जरी ही जाणीव झाली ना तर अ, जे बॉक्स ब्रीथिंग ज्याला आपण म्हणतो 4, 4, 4, 4. 4 ब्रीथ इन. 4 ब्रीथ होल्ड. 4 ब्रीथ आउट. परत 4 ब्रीथ होल्ड हे जे बॉक्स ब्रिथिंग याला म्हणतो आपण हे जर केलं म्हणजे तुम्ही कमीत कमी 3 बॉक्स ब्रीथिंग केली. 1, 2, 3, 4 व इन्हेल. 1, 2, 3, 4, होल्ड. 1, 2, 3, 4
अच्छा. हां.
एक्सहेल. 1, 2, 3, 4 होल्ड. हा जो बॉक्स ब्रीथिंग पॅटर्न आहे तो जेव्हा आपण करतो अ, तेव्हा विचार बदलण्यासाठी खरंच खूप मदत होते आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि मी हे स्वतः स्वतःवरती ॲप्लाय करत असते, जेव्हा-केव्हा मला असं वाटतं की मी स्वतःशी कठोर होते आहे किंवा परिस्थिती माझ्या नियंत्रणाच्या बाहेर जाते आहे. तर बॉक्स ब्रीथिंग किंवा दीर्घ श्वसन खूप, खूप, खूप उपयोगी पडतं आणि मला असं वा म्हणायला किंवा अभिमान वाटतो की भारतामध्ये अशा पद्धतीच्या श्वसन प्रक्रियांचा उगम झालेला आहे. आणि याच्यासाठी मला खरंच खूप-खूप अभिमान आहे भारताचा. अ, तर अ, अशा पद्धतीने आपण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणायला आणि स्वतःला नियंत्रणामध्ये ठेवायला खूप मदत होते आपल्याला.
एक्सहेल हं, हं. हो. नक्कीच.